आजच्या ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ऑनलाईन लोकांवर विश्वास कसा ठेवावा, याबद्दल काही सांगू शकता?
खूप अवघड आहे. कारण बघा ना, 2015 मध्ये अ, ऑनलाईन किंवा सोशल मीडियाचं जे जाळं होतं, ते एवढं पसरलं नव्हतं जेवढं आता पसरलंय. आणि ते काही पसरणं बंद होणार नाहीये, ते वाढतच जाणार आहे. आणि <chuckles> जसं वाढत जातं अ, एखाद्या देशाची लोकसंख्या म्हणा किंवा एक स्पर्धा म्हणा. तर त्यात चांगल्या लोकांबरोबर वाईट लोकही वाढतच जातात, नक्कीच. त्यामुळे विश्वास ठेवणं नक्कीच अवघड आहे पण आपण सतर्क नक्कीच राहू शकतो, काही गोष्टी लक्षात ठेवून.
बरोबर. हो नक्कीच जसं तुम्ही सांगताय, आजकाल अ, भरपूर काही प्रकरणं अशी वाढली आहे; ज्याच्यामुळं खरंच असं अवघड झालं आहे. पण असा काही तुम्हाला एखादा अनुभव आलाय आहे का की खरंच ज्यावरून तुम्ही एकदम ठामपणे असं सांगू शकता?
हो, नक्कीच. म्हणजे मला आठवतंय की अ, एका व्यक्तीला ऑनलाइन, <smacks lips> मी ₹7000 पाठवले होते. <chuckles> अनोळखी. <chuckles> म्हणजे मी मी किती वेडा आहे हे तुम्ही समजू शकता. पण असं झालं होतं की मी अ, त्यावेळेस म्हणजे 32व्या वर्षी हे झाली घटना. आणि हा होता 2015चा काळ, म्हणजे खूप वेगळं होतं तेव्हा. आणि सध्या मला आठवतंय मी ऑस्ट्रेलियाचा व्हिसासाठी ट्राय करत होतो त्यावेळेस. आणि म्हणजे आपण ऑनलाईन बघितलं फक्त तर सोशल मीडिया एवढं नव्हतं, पण Gmail वरून अ, मी त्या व्यक्तीला संपर्क केला होता, एका वेबसाईटद्वारे. म्हणजे शोधता-शोधता Googleवर मला त्या कंपनीची वेबसाईट आली आणि मग मी त्यांना अ, ई-मेल केला की मला व्हिसा पाहिजे वगैरे, तर त्यांनी मला एक असा मोठ्ठा क्वेश्‍चनेअर पाठवला, अन्सर्स विचारले वगैरे. मी सगळं केलं ते म्हणाले,
अरे! अच्छा ओळखी का अनोळखी? <chuckles> अरे अनोळखी व्यक्तीला. हं. अच्छा अरे वाह! अच्छा, अच्छा. अ, म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीने त्यांनी असं तुम्हाला कुठं भासू नाही दिलं त्यांनी.
हो, एकदम प्रोफेशनली त्यांनी छान-छान प्रश्न विचारले. मी त्याची अगदी अ, व्यवस्थित उत्तरं दिली आणि पास झालो, असं त्यांनी कळवलं. पण अ, ते म्हणाले, की "ठीक हे, मग आता तुम्ही ह्या-ह्या अकाउंटला अ, 7000 पाठवा. आम्ही प्रोसेस सुरू करू व्हिसाची." आणि पाठवले मी पैसे आणि ते लोकं गायब, पूर्णपणे.
कारण की अ, तुमच्याजवळ त्यांच्याशी संपर्क करण्याचा जो होता, तो फक्त Gmailच होता. तुम्ही काही त्यांच्या ऑफिसवर नाही गेले, काहीच नाही गेले.
हो. कुठेच नाही, काहीच माहिती नव्हतं. आणि जसं मी म्हणालो, 2015ची गोष्ट आहे ही. त्यामुळे हे खूपच नवीन होतं. सगळ्या गोष्टी कमी होत्या, कमी प्रमाणात आणि दुर्मिळ होत्या. त्यानंतरही घडलं आणि मला नक्कीच सांगायला आवडेल तुम्हाला पुढे. <chuckles>
पहा. हो, हो, नक्कीच. पण हे पहिला जो तुमचा एक्सपिरियन्स होता, जो तुम्ही सांगितला 2015चा, म्हणजे त्या काळाला ₹7,000 रक्कम ही फार मायने ठेवत होती, नाही का?
हो, खूप जास्त. आणि तेव्हा अ, मी जॉबही करत नव्हतो. म्हणजे अ, मी जस्ट माझा जॉब सोडला होता एक आणि नवीन शोधत होतो त्या ब्रेकमध्ये. तर त्या ब्रेकमध्ये मी विचार केला, की चला याचाही प्रयत्न करूया. पण जरा चुकीच्या अ, ठिकाणहून तो प्रयत्न कर केला गेला. प्रत्यक्षात एका ऑफिसमध्ये जाऊन मी ते करायला पाहिजे होतं.
हो, नक्कीच, अ, पण काय, आपल्याला आहे ना, अशा काही घटना घडतात तर आपल्याला नाही कळत तशा वेळेस. त्याच्यानंतर कळतं. पण हे दुसऱ्या वेळेसची काय घटना घडली, मला ते आवडायला फार अ, ते ऐकायला फार आवडेल मला. नेमकं काय झालं.
<snorts> म्हणजे गमतीशीर घटना आहे. अ, एका ॲपवरूनच मला एका व्यक्तीने काउंसिलिंगसाठी अ, संपर्क केला होता, की 2000 अ, लॉकडाउनच्या जस्ट नंतरची गोष्ट आहे अ, आणि 2021 वगैरे असेल. तर
त काउन्सिलिंग कशाबद्दलचं मग?
अ, आयुष्याबद्दलचं एक पर्सनल काउन्सिलिंग म्हणा, असं अशा काही-काही गोष्टी होत्या. तो जरा म्हणजे एकदम तरुण छोटा मुलगा होता, 20-21 वर्षाचा. आणि लॉकडाउननंतर सगळ्यांनाच जरा पैशांचा त्रास किंवा एक अ, कुठेतरी चणचण झाली होती. कारण जॉब गेले होते आणि जॉब मिळत नव्हते लोकांना. तर मग हा व्यक्ती घरी आला आणि तो मला म्हणाला की "मला ना ₹50 हवेत. माझा मित्र आलाय, त्याला फक्त पेट्रोल भरायला मी देऊन येतो परत तुमच्याकडे काउन्सिलिंगला." असं तो म्हणाला. तर मी दिले त्याला. 50च्या ऐवजी मी अगदी दिलदार ना, म्हणून मग मी ₹100 दिले त्याला. आणि म्हणालो की "पेट्रोल भरायचंय ना तुझ्या मित्राला? ठीक आहे, दे 100 देऊन ये," म्हणलं. तर गेला ₹100 घेऊन. गेले दोन्ही मित्र निघून.
अच्छा-अच्छा-अच्छा. हां, हां. अच्छा. हो, हो. <chuckles> तो आला आलाच नाही परत.
परत आलाच नाही. मी वाट बघत बसलो काउन्सिलिंगसाठी त्याची.
आत अच्छा. त्याला कळलं, की तुम्ही काउन्सिलिंग करता. काउन्सिलिंग म्हणजे त्याला कदाचित असंही वाटलं असेल, की चला आपलं तर काम आज भागणारच आहे. त्यानं बरोबर मौका साधला तुमच्या जवळ येऊन. असं झालं तर.
हो. म्हणजे त्याला हे कळलं, की काउन्सिलिंग करतोय म्हणजे जरा चांगल्या मनाचा असेल आणि
चांगला व्यक्ती असेल? की समजून घेणारा असेल, शांत स्वभावाचा असेल.
हो. नक्की.
बापरे बाप! कसे-कसे लोकं आहेत. आणि आपणही विचार कुठं करणार ना 50-100 रुपयासाठी. असं हां बहुतेक त्याने कधी रक्कम मोठी मागितली असती 1000, 2000, 5000 त्यावेळेस तुम्ही विचार केला असता बाबा एवढी रक्कम मी त्याला कशाला देऊ म्हणून?
<chuckles> हो. कधीच नाही कधीच नसती दिली. पण असं होतं ना अ, की आपण एका पोझिशनवर असतो. जर काउन्सिलर म्हणतो मी स्वतःला तर एका एका स्थानावरून आपण त्यांची मदत करण्यास पुढे जातो आणि ते थोड्याशा एका थोड्याशा खालच्या लेव्हलला असतात. म्हणजे थिंकिंग वाईज म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा किंवा जरा त्यांची ऊर्जा नकारात्मक झालेली असते. तर आपल्यालाही हे समजणं जरासा अवघड असतं, की कोण फसवू शकेल कोण नाही आणि हाही व्यक्ती मला पूर्णपणे ऑनलाईन भेटला होता.
बरोबर. बापरे बाप! मला असं विचारायचं आहे, की आता हे 2 अनुभव तुम्हाला आलेत बरोबर? मग आता तुम्ही असं काय करतात, की जसं एखादा अ, नवीन व्यक्ती तुम्हाला भेटला तर मग तुम्ही त्याचा त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी कुठल्या गोष्टींचा तुम्ही बारकाईनं बा बारकाईनं तुम्ही त्याच्या त्या गोष्टीकडं बघतात? किंवा मग काही गोष्टी बघितल्यानंतर तुमची शंका स संपते म्हणजे तुम्हाला ठीक आहे तो व्यक्ती योग्य वाटतो विश्वास ठेवण्यासारखा किंवा मग काही गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की "नाही, ह्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही." असं काही तुम्ही सांगू शकता का मला?
हो, नक्कीच. म्हणजे ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग हे दोन्ही असतात. आणि सर्वात आधी मी आता काय केलंय ना, मी मर्यादा ठेवल्यात. म्हणजे एका मर्यादेनंतर तुम्ही जास्त क्लोज होऊ शकत नाही माझ्या. असं मी एक माझ्याभोवती एक भिंत बांधली आहे. एक अ, न दिसणारी भिंत आणि ती माझ्या वागण्यातून मी दाखवतो. तर म्हणजे तुम्ही म्हणाल ना की "मग ही भिंत कशी दिसेल एखाद्याला? कसा ओळखेल एखादा माणूस?" तर माझ्या वागण्यातून, बोलण्यातून मी एक थोडीशी एक अल्पता आणली आहे. थोडीशी डिटॅचमेंट, की खूप जास्त लगेच गोंजारायचं नाही एखाद्याला, लगेच घेऊन मांडीवर, कडेवर नाही घ्यायचं. थोडासा एक डिस्टन्स ठेऊन बोलायचं प्रत्येकाशी. जर तो अनोळखी असेल किंवा ऑनलाईन भेटला असेल. ऑनलाइन आता कितीतरी वेळा Instagramवरती मेसेज रिक्वेस्टस येतात आपल्याला, की मला हो भेटायचंय. अ, म्हणजे काही जण म्हणतात, "तुला हेट करतो, काही जण म्हणतात तुझ्याशी लग्न करायचं आहे." अशा 2 वेगळ्या विरुद्ध अ, प्रकारच्या रिक्वेस्टस येत राहतात. पण मग नक्की कोणाची ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची <chuckles> हा पण एक प्रश्न असतो ना, की एक
यस, बरोबर. अरे वाह! हो. बरोबर. अनोळखी व्यक्ती जे येतात हां, येतात. अरे बापरे! <chuckles> <chuckles> नाही, बरोबर आहे ना, की आपण अनोळखी व्यक्तीच एकदमच कोणी कसं डायरेक्ट अ, डायरेक्ट आपल्याला या अशा गोष्टी बोलू शकतो किंवा
हो बघा ना, म्हणजे मेसेज रिक्वेस्टवर असं म्हणण्याची गोष्ट आहे का की "मला तू आवडतोस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."? नाहीच. तर मग हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, की ह्या माझ्या मर्यादा आहेत. म्हणजे मी पण लगेच उतावळा होऊन ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करून, लगेच त्यांना माझे फोटो पाठवून, लगेच त्यांना घरी बोलवून, त्यांना जवळ करणं चुकीचंच आहे. कारण मग त्याच्या मनात काय चाललं आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही. म्हणून सर्वात आधी तुम्ही म्हणालात तसं मी एक मर्यादा आखल्या आहेत. आणि मनातल्या मनात त्या ठेवलं ठेवतो आणि स्वतःला रिमाइंड करत राहतो. दुसरं म्हणजे पैशांची मागणी जर कोणी केली, तर मी चुकूनही आजकाल 1 रुपयासुद्धा पाठवत नाही ऑनलाईन कोणालाच, कधीच. म्हणजे ओळखीचा व्यक्ती असेल तरच. पण तेही मी आजकाल कमी केलंय, पण अनोळखी असेल तर नक्कीच नाही.
नाहीच. हो, आता हे फार फ्रॉड वाढ फार जास्त फ्रॉड वाढले. खरंच भीती वाटते आता या सगळ्या गोष्टींपासून, की ऑनलाईन पैसे पाठवणं. त्यातल्या त्यात काय होतं ना, आता हे पैसे पाठवायचं तर ठीक आहे. पण आता असं होतं बर्‍याच वेळा, की चुकून तुमच्या अकाउंटला माझे पैसे आलेत, चेक करा, हे करा. हेही प्रकार वाढले.
हो, खूप जास्त. ओ-टी-पी मागतात किंवा फोन येतात. आता मला आठवतंय ना, मला पण एक फोन आला होता, की अ, तुमचं एक पार्सल आलं आहे म्हणून. तोही स्कॅम. आपण वर्तमानपत्रात वाचत राहतो रोज, की पार्सल आलंय आणि मी ह्या-ह्या म्हणजे नामांकित कंपनीचं नाव घेतलं त्यानी. मी इथून-इथून बोलतोय. "तुमचं हे पार्सल होतं ना Amazonचं," असं म्हटला तो. तर मी म्हटलं, "हो, बरोबर. म्हणजे आलंच नाही आहे मला," म्हटलो मी, "अजून." कारण मी ऑर्डर केलीही होती. आणि, तो एक म्हणजे लॉकडाऊननंतरचा काळ होता, जेव्हा खूप जास्त शॉपिंग केली जायची ऑनलाईन. कारण म्हणजे आपण जस्ट सुटलो होतो तिथून आणि खूप जास्त वाढल्या होत्या गोष्टी. तर मग इथून कुणाला तरी माझा नंबर आणि माझा पत्ता वगैरे कळला. त्यांनी सगळं वर्णन केलं, की तुम्ही ह्या-ह्या
हो, हो, हो. अच्छा. बरोबर. हां, म्हणजे तुमचा डेटा तिथून अ, पास झाला समजा, लीक झाला काहीतरी असं.
नाही, नाही. लीक नाही. म्हणजे ते जुनं पार्सल जे होतं ना, ते मी फेकून दिलं असेल कदाचित त्याचं कव्हर.
हां. अरे! हो.
तर मग ते कोणीतरी उचलून, त्यांना नाव, पत्ता, फोन नंबर, सगळं कळलं ए टू झेड आणि मग त्यांनी फोन करून विचारलं की "अच्छा तुमचं एक पार्सल आहे का?" तर नेमकं तेव्हा एक पार्सल येणार होतं माझं. तर तो म्हणाला की "मी या-या कंपनीतून बोलतोय तुमचं पार्सल आलंय पण आम्ही तुम्हाला नाही पाठवू शकत कारण त्यात काही चुकीचं आहे काहीतरी." तर मी म्हणालो की "नाही, नका पाठवू ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही." कारण तोपर्यंत मला कळलं होतं की Amazon अ, फक्त स्वतःचे लोकं पाठवतात. तिसऱ्या कंपनीद्वारे कधीच आपल्याला पार्सल पाठवत नाहीत.
बरोबर.
म्हणजे हा कॉमन सेन्सचा मुद्दा होता म्हणून म्हणजे माझ्या लक्षात आलं की नाही हे Amazonवाले फक्त Amazonचीच माणसं पाठवतात. दुसऱ्यांना कोणालाच पाठवत नाहीत कधी.
हो, नक्कीच. पण ते काय आहे ना ते आपल्याला त्यावेळेस कळणं हे बी महत्त्वाचं असतं ना, कारण ते नेमकं बरोबर ते वेळ साधूनच फोन करतात. वेळ साधून त्यांना किंवा आपलं क काही आता त्याच्याबद्दल काय बोलणार की <sighs> घडणारी गोष्ट घडतेच ती. पण आपण सावधान राहायला पाहिजे.
हो. हो, हो, नक्कीच. तुम्ही म्हणताय, की वेळ साधून ना. म्हणजे त्याचंही 1 उदाहरण आहे माझ्याकडे. अ, माझ्या आईने अनोळखी एका WhatsApp शॉपिंग ही करतात ना आजकाल. म्हणजे Amazon, Flipkart, Myntra तर झालंच. आजकाल आता WhatsApp शॉपिंग सुरू झाली आहे. म्हणजे
हो. <chuckles> हो, तुम्हाला ऑफर आली आहे. तुम्हाला एवढ्याचं सामान फक्त एवढ्यात भेटत आहे, लकी विनर आहे.
हो, ते तर झालंच. पण त्याव्यतिरिक्त अशी जर आपण 100 जण एका WhatsApp ग्रुपमध्ये असू, तुम्ही, मी आणि सगळे. तर मी तुम्हाला म्हणणार, की माझ्याकडे हे, हे, हे कपडे आहेत. एक चुडीदार आहे, ड्रेस आहे अ, मुलींचा. तो तुमच्या बायकोला पाहिजे का, सांगा मला. आणि मग तुम्ही म्हणणार, हो मला आवडला, पाठव. 200, 500, 1200ला ला. तर असाच माझ्या आईनी एका अनोळखी व्यक्तीकडून एक ड्रेस मागवला होता. अ, सलवार, कुर्ता आणि ओढणी. आणि त्या व्यक्तीला अ, कॅश ऑन डिलिव्हरी सांगितलं होतं बरं का. आणि म्हणजे अनोळखी होतं पूर्णपणे ऑनलाईन होतं. आणि कळणं अशक्य होतं, की ते खरं येणार आहे का नाही. तर तो पार्सलवाला आला. मी त्याला ₹1200 दिले, कॅश ऑन डिलिव्हरी आणि उघडून बघितलं, तर त्यात फक्त ओढणी होती. बाकी काहीच नव्हतं.
हो. बरं. बाप रे बाप!
म्हणजे असंही झालं. त्यामुळे विश्वास नाही ठेवायला पाहिजे एकतर. ठेवला तरी नामांकित अ, किंवा विश्वसनीय वेबसाईटवरूनच शॉपिंग केली पाहिजे. आणि शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऐवजी प्रीपेडच ती ऑर्डर करायला पाहिजे.
अच्छा. नाही अ, नक्कीच बरोबर आहे, तुझं म्हणणं. पण मला एक असं विचारायचं आहे की जर समजा, परत अशी काही घटना घडली, तर त्यावेळेस तुला काय वाट तुला काय वाटतं नेमकं की आपण सर्वात अगोदर त्याचं जे ज्या अ, प्लॅटफॉर्मवरून झालंय समजा आपल्यासोबत, आपण ज्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला अपेक्षा होती, हे सगळं भेटायचं. त्याच्यावर तू पहिले अ, तिथं कॉन्टॅक्ट करतो, की तिथून काही सपोर्ट भेटेल, की काही मदत भेटेल, का मग पहिले पाऊल तुझं असतं की कायदेशीर कायदेशीर काहीतरी कारवाई करायची, का मग घरातल्या व्यक्ती बरोबर पहिले चर्चा करायची? म्हणजे नेमकं कोणतं पाऊल तू आधी घेतो, या गोष्टींमध्ये?
नेहमीच त्या वेबसाईटकडेच जावं पहिली गोष्ट आणि अ, घरच्यांबरोबर नक्कीच आपण चर्चा करू शकतो, जसं तुम्ही म्हणालात. पण ते नेहमीच शक्य होईल असं नाही, कारण घरचे जरा पॅनिक करू शकतात. ते घाबरू श घाबरून जाऊ शकतात. तर मग त्यांना थोडंसं नंतर सांगू शकतो आपण. पण जिथून आपण शॉपिंग केली आहे काही चुकीचं घडलं असेल, तर त्यांना कळवणे, त्यांचा संपर्क जो काही आहे नंबर, तो नोट डाउन करणे आणि cybercrime.gov.in वरती रिपोर्ट करणे, हे ही करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त एक अ, जागरूकता पसरवणे की तुम्ही जे काही ऑनलाईन करताय किंवा कधी-कधी असं ही होतं की
हो. घाबरतात लगेच.
कुठून तरी अचानक माझा नंबर मिळतो आणि अब्यूज करायला लागतात किंवा म्हणजे नको त्या गोष्टी पाठवायला लागतात, बोलायला लागतात. तर मग तशा वेळेस मी अ, त्यांना सांगतो, एक धमकी देतो छोटीशी, म्हणजे गोड शब्दात, चांगल्या शब्दात, की अ, तुमचा नंबर मी सायबर क्राईमला पाठवीन, जर तुम्ही हे बंद केले नाहीत तर. तर मग ते बंद करतात. म्हणजे 99% असं झालंय अ, वेळेस की बंद केलंय ते. पण मग 1% व्यक्ती असतो, त्यांना आपण ब्लॉकही करून टाकू शकतो.
बरोबर. हो. <chuckles> सायबर क्राईमला पाठवता. हो, नक्कीच, हां. चांगला पर्याय आहे माझ्यामते तर. आणि नक्कीच आपण हे करायला पाहिजे. आणि शेवटचं मला असं विचारायचं आहे, की समजा, की आता तू ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात माझ्यासोबत, की सोशल मीडियाचं अ, चांगला परिणाम पण आहे, वाईट परिणाम पण आहे. पण तुला या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर, तू स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करतोय अजूनही? का टोटल बंद केलंय.
नाही, नाही. चालू तर आहेच. आपण आपलं आयुष्य कशाला बदलायचं दुसऱ्यांसाठी? आपण सतर्क राहायला पाहिजे, हुशार व्हायला पाहिजे. आणि खूप जास्त सोशल मीडियाच्या आहारी जाऊन, नको त्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. आपण जर हुशार बनलो, तर आपल्याबरोबर काही चुकीचं घडत नाही. आणि विश्वास कोणावर नाही ठेवायचा, हेही आपण समजू शकतो, सहजरीत्या. तर या सगळ्या गोष्टींबरोबर बद्दल तुमच्याशी बोलून मला खूप खूप आनंद झाला. तुमचा खूप खूप अ, आभार.
माल मलाही फार छान वाटलं बोलून. आपण नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.